कसं आहे, की ज्यावेळेस मी तेव्हा तिथे राहायची त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मी करायची, की याने हे सांगितलं, त्याने ते सांगितलं, तिने ते सांगितलं. पण म्हणजे जरी माझं स्वातंत्र्य आलं तरी कसं आहे जर मी तसंच सुरू ठेवलं तर मग एवढं सगळं बदल करण्याचा एवढं सगळं शिक्षणाचा सगळ्या ह्याचा कारण ती गोष्ट असं नाही, की शिक्षणाने मला शिकवलं, की नात्यांमध्ये हे नाही ठेवायचं. कारण काय होतं, की नात्यांमध्ये मीच ठेवते, असं पण कळतं ना, की मीच हे करते. तुम्ही पण लोकांना सांगू शकतात, की ती शहरात राहते आता असं नाहीये, की मी अ, कोणाकडे कुठल्या इव्हेंटला जायचंय तर मी अ, जीन्स किंवा टॉपच घालून जाते. ते कळतं मला तेवढं, की अशा ठिकाणी असं नाही घातलं पाहिजे. मग मी एखादा अ, कुर्ता किंवा आपली लेगिंग असं एक सिम्पल ठेऊन आपले सिम्पल जे केसांची हे असते आणि माझा रेग्युलर जो अ, म्हणजे मी जे ज्वेलरी किंवा असं करते तेवढं मी हे घालते पण त्याच्यातही
हं. हं. हं. म्हणजे माफी माक्स माफक असा मेकअप केला आणि अ, म्हणजे तुम्ही स्वतःचा केला थोडाफार आणि ते लोकांना पचनी पडलं. हां ना, म्हणजे लोकांना ते आवडलं.
हां. हां. लोकांना काही पचनी पडतच नाही असा मला अनुभव आहे. त्यांना हेही आवडत नाही आणि त्यांना तेही आवडत नाही, की असं राहिलं पाहिजे किंवा तसं राहिलं पाहिजे. मग मी ते थोडं घरच्यांना सांगितलं, की आता एक एकदमच लोकांसारखं राहणं असं शक्य नाहीये म्हणजे की ते म्हणतायेत आणि तसं
<chuckles> व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना तसं आहे. नाही, नाही आपण सगळ्यांना तर खुश करूच शकत नाही. पण त्याच्यातून आपल्यालाचं मार्ग शोधावा लागतो अ
नाही ना. हो, म्हणजे अ आपल्याला तसं करावंच लागतं असं मला वाटतं.

बदल होणं अपे म्हणजे अपेक्षितच असतं ते आणि व्हायलाही पाहिजे. अ, नाहीतर आपण गाव सोडतो आणि शहरात जातो, तर थोडाफार बदल होतच असतो. हं. जशी पण त्याचा तुम्हाला कुठला अवघड काही भाग असा वाटला का, की आपण अ, गावातून एकदम शहरात गेलोय, तर काय म्हणजे असं काय घडलं? हं.
तर अ <chuckles> हो. हां. पण कसं झालं अ, हां. <chuckles> हो. पण अ, मग हो. अ, नाही कसं आहे की अ, राहण्यामध्ये मी म्हणेल तर पहिले येतात कपड्यांचं कारण अ, एका मुलीवर स्त्रीवर ह्या गोष्टींचा जास्त प्रभाव असतो समाजाचा. तिने कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय घातलं पाहिजे आणि काय शिक्षण घेतलं पाहिजे याच्यात, ह्या आपण म्हणतो ना की ह्या क्षेत्रात नाही गेलं पाहिजे, त्या क्षेत्रात, तर या 2 गोष्टींचं माझ्या ह्याच्यात झालंच अ, कारण की अ, शहरात आल्यानंतर कपडे आणि अ, जे माझं क्षेत्र होतं, त्याच्यामध्ये खूप बदल झाले आणि त्या गोष्टीची मला इतकी सवय झाली, की मी जेव्हा घरी जायची, तेव्हा पण मी तशीच राहायची. एकदमच असं अ, अ, लोकांचं मी अ, हे बनेल की अ, सगळ्यांनी माझ्याचकडे बघावं किंवा हे करावं असं मी एकदमपण नाही करायची, जसं शहरात राहायची. पण तरीपण काही गोष्टींमध्ये जे बदल झालेले होते. ते घरच्यांना, लोकांना नाही पटलेत. म्हणजे, तर मग अ, हां, तर मग तू इथे आल्यावर वेगळे कपडे घालत जा, मग तू इथे आल्यावर तुझ्या कामांचं तू थोडंसं जरा बदलून घे, मग तू इथे असं कर. मग आपली जर काही अ, म्हणजे आपण म्हणतो ना की राहण्याची जी पद्धत असते, म्हणजे मग तू थोडासा मेकअप कमी करत जा, नाहीतर नकोच करत जाऊ. <chuckles> असं बरंच असं अशा बऱ्याचश्या गोष्टी मला यायला लागल्या, की असं तुझं जास्त वाटतंय, पण आता मला ती इतकी सवय झालेली होती शहरामध्ये, की रोजचं करणं आणि तसं राहणं माझ्यासाठी अगदी साधं झालेलं होतं. म्हणजे माझ्या डोक्यात विचारही नव्हता. हं.
बरोबर. <chuckles> हां. हं. हं, हं. <chuckles> अगदी बरोबर. हां. हं. खूपचं तिथे बदल होती ती, ती आम्ही पाहिजे. हं, हं. अच्छा. <chuckles> पटलं ते. अ‍ॅक्चुअली अगदी बरोबर. हां. पण मग अगदी. हं, हं, हं. काम आहे मग सहज होतं ते. हं.